Instagram. Instagramवरूनच कळतं सगळं. कारण YouTubeवरती अ, मी मोस्टली मनोरंजनासाठी किंवा अ, काहीतरी शिकण्यासाठी जात असतो आणि आता TikTok तर नाहीये आपल्या देशात अर्थातच. Pinterest आहे. Pinterest पण छान आहे. पण Pintrestवरती कसं घरांच्या डिझाईन्स म्हणा किंवा इंटिरियर डेकोरेशन ह्या गोष्टी जास्त. पण कपडे म्हणाल तर जेन-झी जी ही जनरेशन आहे त्यांचे जास्तीत जास्त कपड्यांचं प्रदर्शन अ, ते Instagramवर करत असतात. त्यामुळे Instagram पण खूप आकर्षक वाटतं मला.
अच्छ हां. ओके. हं. हं, हं. हो ना, हो. हो. <chuckles> हां. हं. हो ना. अच्छा की तुमच्यासमोर असा काही अ, अनुभव किंवा असा काही अ, प्रसंग दिसून येतो का तुम्हाला म्हणजे तुमच्या ओळखीतला की अ, कोणीतरी एखादा असा व्यक्ती आहे की सोशल मीडिया बघून-बघून सेम तसंच ट्रेंड फॉलो करतो? किंवा ते जर आपण तुम्ही कधी असं चुकून-माकून बघितलंय की रिलमध्ये आहे आणि तो व्यक्ती पण तेच करतोय. अरे! आणि तुमच्या लक्षात आलं, अरे! <chuckles> हे तर मी त्याच्यात बघितलं होत आणि हे सेम तसंच ट्रेंडिंग म्हणजे कंटिन्यू हा. एकच नाही ते कंटिन्यू असं फॉलो करतंय किंवा काही असं?
हो. होत राहतं. म्हणजे माझे जे कोणी मित्र आहेत किंवा ओळखीचे म्हणता येतील ते माझ्या निम्म्या वयाचे आहेत <chuckles> बऱ्याच बरेच जे कोणी आहेत ते. <chuckles> म्हणजे चांगली गोष्ट आहे ती. मला खूप काही शिकायला मिळतं त्यांच्याकडून, मज्जा वाटते आणि गोड वाटतं. तर अशी ही जी म्हणजे 20-22 वर्षाची मुलं आहेत ना. ते अ, आजकाल एक नवीन फॅशन आली आहे बघा. आधी अ, म्हणजे मी जेव्हा थोडासा एक 10 वर्ष यंग होतो. 10 वर्षांनी यंग होतो. तेव्हा अशी टाईट फिटिंगच्या पँट्स घालायची फॅशन आली होती आणि जरी सेमी फॉर्मल चिनो अ, अशा पँट्स घातल्या आपण ऑफिसला जाण्यासाठी त्याही जराश्या अशा टाईट असायच्या खालून. खालपर्यंत पेन्सिल कट असं काहीतरी असायचं. पण आता जे घालतात मुलं ते असं पॅरॅलल किंवा बॅगी अशा प्रकारचे पँट्स घालतात. तर ते मी आधी अ, Instagramवरच डान्स करताना पाहिलं होतं काही मुलांना. तो जो ट्रेंड आला होता ना आईसक्रीम खाउंगी, कश्मीर जाउंगी. तर त्या ट्रेंडमध्ये मी पाहिलं होतं बऱ्याच तरुण छोट्या-छोट्या मुलांना अ, हे घालताना आणि मग मी एका इव्हेंटला गेलो होतो दिवाळीच्या. का दिवाळीच्यानंतर बहुतेक एका अ, पार्टी टाइप इव्हेंटला. तिथे मी पाहिलं की "अरे! हे सगळेच एकसारखेच दिसतायत" असं वाटलं मला. <chuckles>
हं, हं, हं. हां. हां. अरे वाह! ओके. हो ना, हां. हं, अच्छा. हं, हं, हं, हं. हां. हं. हं, हं, हं, हं. अच्छा. हां. हं. हो ना, हां. हां, हां, हां, हां. हं. हो. हां. <laughs> हो. हं. हं. <chuckles> ओके, हं. अच्छा म्हणजे सगळ्यांनीच तो ट्रेंड फॉलो केलेला?
हं. म्हणजे सगळे जर आपण सगळ्यांचे चेहरे झाकले, मास्क लावले, तर ओळखूच येणार नाही कोण-कोण आहेत. कारण त्यांचे शर्टही तसेच ढगळे, ढिल्ले, ओव्हर साइझ आणि पॅंटही खालून अशा सगळ्या बेल बॉटम म्हणजे मजेशीर वाटतं, गमतीशीर वाटतं.
हं. हं. <chuckles> ओके. हं.

टेलर लोकांकडे आम्ही कापड द्यायचो आणि अ, शिवून घ्यायचो ते 3-4-5 दिवस लावून द्यायचे. मग मी, 30शी आलो तेव्हा मॉल झाले आणि तिकडे जाऊन घेण्याची, शॉपिंग करण्याची मजा वाढली आणि मग ब्रँड झाले हळू-हळू. मग ब्रँड्सचे कपडे विकत घ्यायला लागलो, म्हणजे फॉर्मॅटच बदलला आणि आता 40शी मी कालच 1 ऑर्डर केली होती ऑनलाईन काहीतरी, तर <chuckles> अर्ध्या तासात मला आणून दिलं त्यांनी ते.
हं. हो. हो ना. हां. हो. <chuckles> बदलला पु अच्छा. हं. <chuckles> अरे वाह!
म्हणजे तो तो जो ड्रेस जो काही मी ऑर्डर केला होता, म्हणजे इतकी जादूई झाली आहे ही दुनिया, ही आपली पद्धतच बदलली आहे पूर्णपणे.
हां. हो ना, तेच. हं, पण काय होतं ना, आता हे इतर वेळेला ठीक आहे, पण जेव्हा पारंपरिक किंवा आपले अ, घ हे सण असतात, सण-समारंभ असतात किंवा लग्नासारख्या ठिकाणी जेव्हा कुटुंबाच्या भेटी होतात किंवा इतरही अ, लोकं आपल्याला येऊन भेटतात, तेव्हा-जेव्हा अ, लिटरली त्या ठिकाणी जेव्हा दिसतं ना, की बाबा हे सोशल मीडियाचे ट्रेंड हे इथेही फॉलो करतायेत. तर तेव्हा तुम्हाला काय वाटतं, की ते करायला पाहिजे की नको करायला?
अं, मी कोणी नाही मी समजतो, करायला पाहिजे की नाही हे ठरवणारा किंवा सांगणारा, पण माझं मत नक्कीच आहे की हसू येतं थोडंसं. तुम्ही म्हणालात ना, की कसं वाटतं, <chuckles> थोडंसं विअर्ड वाटतं, कारण. कुर्त्या पायजामच्या खाली रनिंग शूज कोण घालतं बरं.
हं. हो. हं. हां. हं, हं. <chuckles> अच्छा, हां. <chuckles> हो ना. <chuckles>
ती आजची पिढी म्हणजे आजची लहान मुलं घालतात आणि त्यांना गोड दिसतं, ते एकदम छान दिसतात, पळत असतात इकडून-तिकडं, पण ती थोडीशी वेगळी फॅशन आहे, इंडो-वेस्टर्न म्हणतो ना आपण तशा प्रकारचं एक मॉडर्नायझेशन आहे ते आणि काही जणांना शोभतं, पण नक्कीच मला असं वाटतं, की जर तुम्ही पारंपरिक काही घातलं आहे किंवा कुर्ता-पायजामा घालून त्याच्याखाली जर मोजडी घातली किंवा कोल्हापुरी चप्पल घातली आणि वर डोक्यावर फेटा बांधला. तर आपल्या मनात जी एक छाप बसली आहे किंवा एक प्रतिमा जी आहे ट्रेडिशनल लूकची, ती मीट होऊ शकते आणि ती व्यवस्थित अजून अ, उजळून येऊ शकते असं मला वाटतं, पण अर्थातच मी पण त्यात वेस्टर्नायझेशन केलेलं आहे, म्हणजे कधी-कधी नॉर्मल कुर्त्याच्या ऐवजी खांद्याला बटन असलेले कुर्ते घातलेत, तिरका कट असलेला कुर्ता आणि खाली जीन्स घातली आहे, अर्थात खाली बूट नाही घातले, पण असं काहीतरी ट्रायल करायला खूप छान वाटतं, मज्जा येते.
हं, हो. हो. हो ना. हं. हं. हं. हं. हं. हं. हां. हां. हं.